म्हणजे आपल्या मनामध्ये एक असतं बघा, पण वास्तवामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा थोडं रिएलिटी चेक आपल्याला भेटतो आयुष्यामधनं.
हो. अगदीच. <chuckles> हं. तसंच अ, झाले
यामध्ये मला एक विचारायचं होतं, जेव्हा तुम्हाला छोट्या कंपनी कडनं नकार आला होता पहिल्यांदा तुम्ही म्हणालात, तर काय त्यांचा अ, फीडबॅक वगैरे त्यांनी दिला, "का बरं अ, तुम्हाला नाकारलं गेलंय?"
हो, त्यांनी सांगितलं, की "तुमचं प्रोफाईल आमच्या ह्याला सूट होत नाहीये." <chuckles> असं स एकदम स्पष्ट त्यांनी दिला. मग ती प्रोफाईल मला कळलं ना, प्रोफाईल का सूट होत नाहीये. कारण की त्यांच्या रिक्वायरमेंट असा होता, की ते स्किल त्यांना अपडेटेड पाहिजेत जे, म्हणजे आता अ, ज्यांनी ते स्किल केलेल हो. आणि तेच अ, स्किल त्यांना येत पाहिजे होतं, जे असतील ते त्यांच्या माझ्या फील्डमधल्या वगैरे आणि ते मला स्किल बेसिक येत होतं, ॲडवान्स लेव्हलला नव्हतं येत. मग ते मला कसं काय घेणार? मग त्याच्यामुळे ते तेव्हा मला ते फीडबॅकवरून कळलं, की मला माझी स्किल डेव्हलप करावं लागेल. कारण की मला छोटी ही कंपनी त्या स्किलवरून नाकारू शकते, तर उद्या मोठी का नाही नाकारणार?
अच्छा. लेटेस्ट. फ्रेशर्स पाहिजे असतील त्यांना नाहीतर. अच्छा. आलं लक्षात. हो ना. अगदी बरोबर. मग काय केलं बरं तुम्ही अ, सेल्सचा जॉब तुम्ही ॲक्सेप्ट केला असं म्हटलात, आणि साइड बाय साइड अपग्रेड होत होतात.
हो. कारण की आपलं अप हां, ते आपल्याला कसं असतं ना, की जॉबलेस नको मला वाटायला किंवा मी थोडा पण पैसा कमवते आहे त्या मोमेंटला आणि तेच खर्च
हो. म्हणजे एक मनाच्या समाधानासाठी स्वतःच काहीतरी आहे, इंडिपेंडंट आहे मी, असं तुम्हाला वाटायला पाहिजे म्हणून हं. मग काय केलं तुम्ही पुढे?
अगदीच. इंडिपेंडंट आहे. हो. त्याच्यासाठी हो. त्याच्यासाठी मला खूप अ, म्हणजे स्वतःसाठी काय म्हणतात स्वतःला आधी विश्वासात घ्यावं लागलं, की मी करू शकते असं. की त्याचा खूप मोठा गॅप झाला त्या इंटरव्ह्यनंतर पण, कारण की मी अ, आत्मविश्वास गमावून बसली होती. आपण बोलतो ना, की आता मी काहीच नाही करू शकत, असं झालं होतं मला. पण मला याच्यातून निघणं पण गरजेचं होतं, मी तिथेच ब थांबून राहू शकत नव्हती. मग मी अ, त्याच्यामुळे असं मी विचार केला, की अ, ठीक आहे, माझं स्किल हे कमी आहे, म्हणजे मी ते ॲक्सेप्ट करायला लागली, की नाही, आपण म्हणतो ना, की आपल्याला फीडबॅक स्वीकारावा लागतो. जेव्हा जर आपल्याला त्या अपयशातून पुढे जायचं असेल, त्या नकारात्मक अ, भावनेतून पुढे जायचं असेल, तर जो ज्यांनी आपल्याला फीडबॅक दिला असेल तो स्वीकारा, पॉझिटिव्हली स्वीकारा. नाही, खरंच माझ्यात कमी आहे.
अच्छा. हो ना. अच्छा. हो ना. अच्छा. हं. अच्छा. मला हेच विचारायचं होतं, की अ, अन्यायकारक तुम्हाला वाटला का नकार अ, सुरुवातीला, की नाही, मी तर अ, करू शकले असते हा जॉब. हा तर सांगितला तुम्ही नाही. तुम्ही स्वीकारलं तुमच्यामध्ये कमतरता आहे. पण असा एखादा अनुभव आहे का? जिथे तुम्हाला वाटलं, "अरे, नाही हा तर जॉब कोणीही करू शकतो. मी पण केला असता. तरी पण का बरं हे मला नाकारत आहेत?" असं काही उदाहरण?
हो.

तिथंच आपण फसून जाऊ कुठेतरी, नाही का? नकार आल्यावर काय आपल्या मनामध्ये भावना असतात बरं क म्हणजे राग येतो, की आपल्याला एम्बॅरसिंग फील होतं किंवा इन्फेरियर जसं तुम्ही म्हणालात कमीपणा वाटतो. काय नेमक्या भावना मने मनात येतात? की ते म्हणतात ना, कॉन्टेक्स्टवर डिपेंड आहे कोणती सिच्युएशन आहे त्यावर?
हो. हां. एकदम असं आपण म्हणतो ना डिपेंड करतं कोणते एक कधी-कधी कसं असतं, की अ, नकार पण चांगला असतोच सकारात्मक गोष्टी घडतात त्याने असाही असतो. पण कधी-कधी असं असतं की तो नकार अ, आपण असतो ना, की हां, माझं होणारच आहे किंवा हां, तुम्हाला करणारच आहे पसंद. माझ्यासारखंच अन् अ, करणारच आहे, हे आपल्या डोक्यात येतं ना आणि अचानक समोरून नकार येतो आपल्याला. तेव्हा मग अ, तेव्हा इतकं कमीपणा किंवा आपण खूप कमी आहोत असं वाटायला लागतं स्वतःलाच की
हो ना. हां. मग अवघड होतं थोडं. मग काय तुमचा रिप्लाय असतो बरं का, अशा व्यक्तींना जसं व कंपनीमध्ये तुम्ही काय म्हटलात, त्यांनी सांगितल्यानंतर किंवा अ, त्या मुलाने तुम्हाला नकार जेव्हा दिला, तेव्हा त्याला काय तुम्ही रिप्लाय दिलात किंवा उत्तर दिलत, की शांतच राहिलात? काहीच नाही बोललात?
नाही, त्याला नाही उत्तर दिलं, पण म्हणजे मी त्याच्याशी काही क कम्युनिकेशन नाही केलं कारण की नकार दिला म्हणजे, म्हणजे स्वतःला राग आला, की अरे! मी तर ह्या मुलाला म्हणजे आपण म्हणतो ना, बघितलं ही नसतं. <chuckles> असं स्वतःचा राग येऊन बोलायला म्हणजे मी स्वत घरच्यांना म्हणले, की "मी, मी बोललीही नाही आहे मला कसा नकार दिला?" असं म्हणजे मग एक राग येऊन गेला स्वतः विषयी, की मी आधी बघत नव्हती, बघत नव्हती आणि आता मी जर असं ठीक आहे समाजाचा सगळ्यांचा विचार करून बघितला अन् तेव्हा पण समोरून असं येतं तेव्हा तर मग, मग म्हटलं जाऊदे ठीक आहे. म्हणजे एक आपण म्हणतो ना, "जाऊ दे ठीक आहे. मी त्याच्यामध्ये नाही फिट बसत आहे, जाऊ दे, असंही मला एवढं आवडलं नव्हतं." आपण असं बोलतो, "जाऊ दे, असंही मला एवढं आवडलं नव्हतं. द्या सोडून." <chuckles>
हां. त्यांना. हो. <chuckles> आलं लक्षात माझ्या म्हणजे आपण म्हणतात ना, की हं. हां. बरोबर. मग शेवटी काय सांगाल बरं तुम्ही, काय अ, आपल्याला केलं पाहिजे तशा सिच्युएशनमध्ये? भावनांवर कसं नियंत्रण ठेवलं पाहिजे? नकार दिल्यावर अ, अशा टिप्स वगैरे द्याल तुम्ही दुसऱ्यांसाठी?
हो. मला असं वाटतं, की अ, भावनांवर खूप जास्त प्रमाणात तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्या गोष्टी तुमच्या नकारा अ, नकार दिलेल्या गोष्टी ह्या पॉझिटिव्ह असतील, म्हणजे काही गोष्टी पॉझिटिव्ह असतात आणि काही निगेटिव्ह असतात. तर तुम्ही त्यात स्वतःला जास्त हानी न करता, म्हणजे की तुम्ही स्वतःला जास्त त्रास नाही करून घ्यायचा. आपण हा उद्देश ठेवायचा, की मी त्याच्या अपेक्षात नसेल बसलेली, मी त्या कंपनीच्या अपेक्षांमध्ये नाही फिट. म्हणून नाही. मी चांगली आहे किंवा माझ्यात सगळे गुण आहेत. हे तुम्ही हेरून तुमच्या मार्गाला जायचं अन् जर तुम्हाला अ, एखाद्या कंपनीनं खरंच चांगला फीडबॅक दिसला, तर तुम्ही त दिला तर तुम्ही तो बघायचा, की नाही माझ्यात हा कमीपणा असेल म्हणून त्यांनी मला स्वीकारला नसेल, हा ही तुम्ही मग तो फीडबॅक घेऊन त्याच्यावर तुम्ही इम्प्रुव्हमेंट करून स्वतःला डेव्हलप करा.
हो ना. अच्छा! आलं लक्षात. हां. हां. काम करायचं. अरे वाह! खूपच छान तुम्ही माहिती सांगितलीत, की नकार आल्यावर तुम्ही स्वतःला कमीपणा समजू नका फीडबॅक जो होईल, त्यावर काम करा आणि इम्प्रूवाइज, अडॅप्ट आणि ओव्हरकम जे म्हणतो, हे वापरा तुम्ही असं सांगितलं. मस्त वाटलं मला तुमच्याशी बोलून आपण नक्कीच पुन्हा भेटूयात. न धन्यवाद.
हो.